अच्छा. हे मग याचाच भाग आहे का? विपश्यनेचाच भाग आहे का? तुम्ही जो म्हणालात ते. आनापान?
हं, हं. विपश्यनाचा जो पहिली स्टेप आहे ना, ती आनापान स्टेप आहे.
हां. अच्छा, अच्छा, अच्छा. बरं.
हां. आणि त्याच्यानंतर विपश्यना चालू होते. आणि त्याच्यामध्ये जर आम्ही डीप गेलो ना, तर महाविपश्यनाचा प्रकार येतो. तर महाविपश्यनामध्ये गेल्यानंतर पण सर्व स्वीकार योग ध्यान आहे. तर म्हणजे ह्या हं.
ओके. हां, हां. बरं, बरं. अच्छा. आणि हे पण आपण निसर्गाच्या सान्निध्यात करू शकतो? गडबड, आजूबाजूला गोंधळ असला तरी करू शकतो?
तुम्हाला नाकाच्या श्वासावर ध्यान लावणं आहे, हां. काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही बसल्या बसल्या करू शकतो. आणि करू शकता. पण म्हणजे जिथं जास्त हे पहा अग्नी सोन्याची परीक्षा अग्नीमध्येच होते ना? मग तुम्ही बसा ना अग्नीमध्ये. काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते सर्व स्वीकारचं कसं आहे, भरपूर आवाज येईल, कोणी तुमचं मन विचलित होऊन तुला कोणी पाहतंय का काय? पाहतो, ओरडतोय तुझ्याकडे पाहून मजा उडवतो. अशातला भाग आहे ना. तुमची मनाची स्थिती किती वेळेस बदलती बाहेरच्या गोष्टीवरून, पहा तुम्ही. आणि ऑब्झर्व्ह करा, ठीक आहे, ठीक आहे म्हणा.
अ, म्हणजे प्रॅक्टिसने. हां, ओके. बरं, बरं. हं. हां, हां, हां. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं.
चिमण्या ओरडत्यात, कधी मुंग्या चावतात. स्वीकार करा. हं.
हं, हं, हं. बरोबर आहे, बरोबर आहे. वाह!
मच्छर चावते. हं.
येस. वाह! छान, छान. छान सांगितलं तुम्ही हो. म्हणजे अ, शहरामध्ये अ, गोंधळ गडबड काहीही असो, पण आपण शहरी पार्कमध्ये जाऊन निसर्गाच्या अ, सान्निध्यामध्ये आपण छानपैकी ध्यान करू शकतो. आणि
हं. हं. अगदी, अगदी.
अ, तुम्ही सर्वस्वीकार्य नावाचं जे ध्यान आहे, ते 18 वर्षांच्या पुढील मुलांनी करायला काहीच हरकत नाही. अ, म्हणजे आपलं वृद्धापर्यंत 80 वर्षांचा म्हातारा असो, नाहीतर मग कोणी ते ध्यान करू शकतं. आणि खरंतर ती आपलीच परीक्षा असते. अ, सर्व ज्या आपल्या निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन आणि सर्व शहरी भागांमध्ये जे काही गडबड असतो, गोंधळ असतो, तिथे बसून ध्यान करणं, हे पण एक मोठं चॅलेंज आहे. आणि ध्यान लागणं हे त्याहूनही मोठं चॅलेंज आहे, असं मला वाटतं. अ, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आपण अ, पुन्हा भेटूयात. गप्पा मारूयात. तोपर्यंत अ, तुमचे खूप खूप आभार. अ, धन्यवाद.
हो. करू कोणी करू शकतो. हो. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.

नग तर असताच. सगळीकडे भेटता आपल्याला पाहिलं तर हजारो लोकं पाहणारे. हे बॉम्बेसारखं नाहीये आपलं शहर. बॉम्बेमध्ये कोणी चिटकलं, तरी कोणी एकमेकाला कोणी पाहत नाही. इथं आपले सगळेच लक्ष देतात, काय चालू आहे याचं दोघांचं बसले, म्हणजे जोडी पण बसली तर ते असे पाहतात ते. आपले नगं डेंजरस राहते इकडचे ना.
हां, हां. हां, हां. हां, हां, हां. हां, हां. <laughs> बरोबर, बरोबर.
हां, हां. हां, हां. अ, त्यांना दुसऱ्यामध्ये लय घालायची सवय तोंड. आणि मग मेडिटेशन पण करायला लागले तर सकाळी एवढी नगं येत नाही, कारण की आजारी-उजारीच लोकं राहते जास्त ढेबरे ढुबरे. हां, हां, हां. म्हणजे, हां, हां.
<chuckles> हां, हां, हां. एकतर अ, जे अ, व्यायामाचे अ, सीरियस असतात व्यायाम करण्यासाठी किंवा मग अ, प्रकृती सुधारण्यासाठी काही लोकं येस, स
हं, हं. आजाराला सीरियस हं. अ, हे आजाराला सुधारण्याच राहते. जी वेळ निघून गेलेली असते त्यावेळेस येतात ते.
येस, येस. येतात, येतात. हां, हां, हां.
ठीक आहे, त्यांची इच्छा. अ, सगळ्याचं जीवन चांगलं हो, पण पहिल्यापासूनच काळजी घेतली तर ती वेळ आली नसती असं राह वाटतं मला कधी-कधी लोकांकडे पाहून हसू येतं. एकदम मोठं जाड झालं, एकदम जाड-जूड झालं आणि त्याच्यानंतर जाऊन व्यायाम करायचं म्हणल्यावर, ते उतरायला लय वेळ लागतो ना. हं, हं.
हं, हं. हं. बरोबर, बरोबर. हं. हां, हां. हं, हं. थोडंसं. हो, हो, हो. अवघड होतं थोडंसं. अगदी बरोबर.
नाही थोडस नाही, लय लय अवघड होतं, थोडस नाही होतं. तुम्ही जरी चांगलं मी जिमला जातो ना तर बॉडी बिल्डर आहे लोकं, पण त्यांना ढेऱ्या कमी करायला अ, दम निघून जातो त्यांच्या, अशातला भाग आहे.
हो, हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हो, हो. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता तुम्ही ध्यान अ, करता तिथे. तर अ, ते ध्यान सुरू करण्यापूर्वी म्हणजे काय-काय तयारी करता म्हणजे जसं मोबाईल बाजूला ठेवणं वगैरे, तिकडे चटई टाकता की अ, कुठल्या लॉनवर बसता, अ, बाकावर बसता म्हणजे काय परिस्थिती? कशा प्रकारे अरेंज करता तुम्ही मॅनेज करता तिकडे गोष्टी?
अ, त तर हे वयोवृष्टी पण चांगली नसणार हं, हं. हे पहा तिथं दोनच गोष्टीवरती मी बाकावर बसून एक तर कधी-मधी बसून राहतो, पण बाजूला येऊन कोणीतरी बसण्याचा चान्स राहतो तिथं.
हं, असतं. हो, हो, हो. बरोबर.
हां, मग झाड खाली आपलं गप-चुप बसलं तर चालतं थोडंफार अ, त्याच्यामध्ये काही नाही.
हां, हां, हां.

वाह, वाह! छान.
तर मग मी तसाच विचार केला, की हा वेळ आहे त्याच्यामध्ये थोडे कमी असतात आणि पहिलं, मग मी जाऊन तिथं ध्यान करायला लागलो.
हां. बरं, बरं.
अशा प्रकारच स्टार्टिंग झाली होती माझी. आणि थोडंफार मी पाहिलं, की जिथं जास्त लोकं येत नाहीत. तिथं ते ग्रीन जिम शक्यतो जास्त बाजार राहत होतं. मग बाजूला जाऊन आपल्याला कुठेतरी हां, तर बाजूला जाऊन आपलं अ, हे करावं, थोडंफार व्यायाम करावा किंवा मेडिटेशन करावं.
हं. हं. बरं. <chuckles> ओके, ओके, ओके. हां, जिकडे वर्दळ वर्दळ कमी असते लोकांची, त्या ठिकाणी जायचं आणि आपण ध्यानस्त व्हायचं. बरं, बरं. वा! छान.
हं, हं, हं. हं, हं. हो, हो, हो.
आणि अ, हे रोजचं तुमचं रुटीन झालंय म्हणजे?
हं. हं. हं. हां, आताही सध्याला मी जातो रुटीनप्रमाणे ते करतो आणि चांगलं वाटतं. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये.
आणि हां, हां. गुड, गुड. अरे, खूपच छान हे आहे. मग तुम्ही फक्त सकाळीच जाता की असं अ, एखाद्या दिवशी असं झालं की अ, सकाळी मिस झालंय, तर मग तुम्ही अ, त्याची भरपाई म्हणून किंवा अ, रूटीनचा भाग तुटलाय बा, आपण आता तो पुढे करूयात म्हणून संध्याकाळी वगैरे करतात, असं कधी घडतं का?
हं, हं. हं, हं. नाही, नाही, मी तसा विचारही नाही केला संध्याकाळी करायचा. कारण की तिथं मग वेगळंच माहोल राहतं. संध्याकाळच्या वेळेस सगळ्याच प्रकारचे लोकं येतात. आणि अजून एक प्रश्न म्हणजे तिथं लो मुलं क्रिकेट खेळतात. आपण ध्यानाला बसलो अन लागला बॉल तर गेलो मग असा प्रकार आहे तिथं.
हं. अच्छा. बरोबर, बरोबर. अच्छा! हां, अरे. बरं बरं, मला आणखीन एक विचारायचं आहे. भलेही तिकडे गर्दी कमी असेल मान्य आहे. पण तरी पण काही अ, अ, नग असतात की ते आवाज करतात. सकाळी-सकाळी म्हणजे 6:00 च्या आधी पण काही-काही लोकं आवाज करायला लागतात. तर अ, तुम्ही ध्यानाला बसल्यानंतर अ, काय म्हणजे आवाज गोंधळ वगैरे आला तर?
अ, हं, हं. हं, हं. हं, हं, हं, हं.

अच्छा.
आणि हेच ते ध्यान आहे त्याच्यामध्ये मी ते नगं आले तर अजून चांगलं राहतं ते कारण की आपल्याला कळतं की आपल्यावर मध्ये किती क्रिया घडते, किंवा आपलं रिअ‍ॅक्शन काय-काय लेव्हलला जाते किंवा आपलं मन तिकडे किती पळतं. तेच तर कंट्रोल करण्यासाठी मनुष्य अ, जर मन जर कंट्रोल केलं तर सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. म्हणून ऑब्झर्व्ह म्हणजे ते सर्व स्वीकार. जे पण होते त्याला स्वीकारा.
हां, हां. बरोबर, बरोबर. क्या बात. हां, हां. स्वीकार करायचा. सर्वच स्वीकार्य. बरं. छान, छान. आणि मग सर्वसाधारण मग तुम्ही जाताना एकटे जाता की मग कुणी मित्र असतो किंवा घरची काही मंडळी असतात ते येतात आणि ते बसतात किंवा ते अ, इतर व्यायाम करतात आणि तुम्ही ध्यान करतात असं काही आहे का?
हं, हं. हं. हं, हं. नाही, नाही मित्र येतात. अ, मित्र येत होता. येत येतो कधी येत नाही. हे पहा, सगळेजणं करायला सुरुवात करतात बरं या गोष्टी काही प्रॉब्लेम नाहीये. चालू करायला सगळे करतात व्यायाम म्हणा, रनिंग म्हणा. कधी धाप लागायला लागली, कधी छातीत असं दुखल्यासारखं वाटलं की येता मग ते. त्यांना वाटतंय जातो-बितो काय.
हं. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, हां. सगळं. अच्छा. <chuckles> हां. <laughs> येतात ते. बरं, बरं. ओके, हां, हां.
तर अ, <chuckles> करता ते नेमकं भीता ते. पण मग ते बरं झालं का मग ते रोज तुमच्या शरीराला तकलीफ देणं कोणालाच आवडत नाही. पण तुम्ही जर आज जर त्रास दिला ना, तर पुढे चालून तुम्हाला हे त्याचे फळं चांगले भेटतात. तुमचं शरीर चांगलं असतं, अशातला भाग आहे. आज जर तुम्ही आराम देत बसला ना, शरीराला तर तुम्हाला पुढे त्रास होईल. कुठं ना कुठं भरणच आहे. हा तर सृष्टीचा नियम आहे.
हं, हं. हं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हां, ओके.